म्हणजे वाह! म्हणजे होऊ पण शकतं कारण बघा ना, आजकाल सगळे इमोजी, आजकाल बघा स्टिकर्स देखील अवेलेबल असतात किंवा रिएक्शन आयकॉन्स आलेत. तर मला असं वाटतं, की कदाचित पुढच्या काही वर्षात आपण बोलण्याऐवजी 1च एनिमेटेड रिएक्शन वगैरे पाठवू शकतो, असं मला वाटतं, की जेणेकरून समोरचा सगळं लगेच समजेल. कारण बघा ना आजकाल आपले हो, हो, कारण आजकाल बघा आपले स्टिकर्स असतात आपण ते बनवू पण शकतो आणि आपल्याला ज्या भावना बघा ना, की अ, ज्या काही भावना असतात, त्या आपण त्यांना इमोजीस पाठवतो त्या गोष्टीच्या आणि मग आपल्याला समजून जातं, की समोरच्याला काय म्हणजे बोलायचं आहे? किंवा बरं वाटत नसेल, तर ते बरं म्हणजे तो इलवाला जो इमोजी आहे, तो पाठवतो. जेवतोय, तर तो जेवण जेवण करणारा असे सगळे इमोजीस तू काय खाल्लस? तर मग चिकन असेल, तर चिकन, फिश तर फिश असे सगळे इमोजीज नी आपण बोलू शकतो, एकंदरीत. तुला जेवण आवडलं का? तर मग आता जसं, की मला आई मेसेज करते, की आजचा डब्बा खाल्लास का तू? तर मग मी सांगते तिला हो मस्त. मग त्या मस्तच्या पुढे मी छान पैकी ते असं ना, जीभ बाहेर काढतो आणि टेस्टीवाला, हा जो यम्मिवाला 1 सिम्बॉल आहे यम्मी झालंय तुझं जेवण. मग तिला पण असं एक पोचपावती मिळते, की अरे खूप छान! अरे हा तिला आवडलंय, म्हणजे तिने हे पाठवलत ना इमोजी तर असं वाटतं ना समोरच्याला देखील. तर फक्त तिला मी नुसतं छान पाठवलं, तर तिला इतकं चांगलं वाटणार नाही पण त्याच्यासोबत 1 इमोजी पाठवला तर मला तर वाटतं, की ते खूप अजून चांगल्या म्हणतात ना, व्यवस्थित तिला ते समजू शकत एकंदरीत.
हो सगळं. हां, म्हणजे ओव्हरऑल सगळं कव्हर होईल. <laughs> हां. काय म्हणे हां, भावना काय व्यक्त करायच्या आहेत? जेवण करणारा. हां. फिश हं. हां, हां. बोलू शकतो हो. हां. अ, थंब्स अप केलेलं, हां थंब्स अप केलेला माणूस. हां. हां. हो. हो. समजेल. म्हणजे किंवा सरप्रायझिंग भावना असेल तरी तो माझा हा हात करतो किंवा काय हां, म्हणजे डोकं पाठवतो.
हो ना, तर त्यांना समजू शकतात. हो, हो, बरोबर. हाय पाठवतो, भेटू आपण लवकरच, किंवा चल, मी येतो आता. तर असे आपण थंब्स किंवा हाय करताना तो हाताचा पंजा, असे भरपूर इमोजीज आपण वापरू शकतो.
हो. वापरू शकतो. तर अ, एकंदरीत फीचर्स छान आलेत आणि छान येतील पण. तर अ, नक्कीच अ, इमोजी वापरणं असं संभाषणाला, म्हणजे एक अ, वेगळी दिशा देतं आणि संभाषणातलं मीनिंग बदलतं आणि तुम्ही त्यातली एक्झाम्पल्स पण छान सांगितली, की काय त्यातनी होतं समज-गैरसमज आणि हे पण त्यातून लक्षात येतं. तर एकंदरीत छान झाल. तर छान वाटलं तुमच्याशी बोलून. नक्कीच, परत भेटू आणि नवीन विषयावर बोलू. धन्यवाद.
हो, हो. नक्कीच. नक्कीच, धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं, की तुमच्याशी आपण एकदम महत्त्वाच्या आणि विषयावर चर्चा केली आणि नक्कीच, आपण परत भेटूयात धन्यवाद.
धन्यवाद.

नाही, असं तर माझ्यासोबत नाही झालंय. पण असं म्हणू शकतो, की फॅमिलीमध्ये अशी काही माणसं असतात. पण असं तर शक्यतो नाही होत कारण का मोबाईल मला तर वाटतं सगळ्यांनाच आजकाल वापरता येतो आणि म्हणजे WhatsApp बघा, म्हणजे ज्यांना वापरता येतो तेच इमोजी पाठवू शकतात किंवा ज्यांना अ, आपण पाठवले, ते त्यांनादेखील अशाच लोकांना कळू शकतात, ज्यांच्याकडे म्हणजे अ, ज्यांना मोबाईल व्यवस्थित वापरता येतो किंवा WhatsApp म्हणा. तर तेच मला तर वाटतंय, की लोकं आहेत, की ज्यांना समजू शकतं, की आपण काय पाठवलंय असं, एकंदरीत. हो.
हो. हो. हो. हो, म्हणजे असं नाहीये, की ते फक्त टाईमपासचं साधन झालंय. असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे हे इमोजी म्हणजे?
<tsk> नाही. मला नाही वाटत टाईमपासचं साधन आहे कारण म्हणजे आपण अ, इतका पण आपण टाईमपास करत नाही, की आपल्याकडे काही कामच नाही आणि आपण सगळ्यांना इमोजीस पाठवतोय किंवा असं काही. म्हणजे एक अर्थपूर्ण मेसेज असू शकतो किंवा तो म्हणू शकतो आपण हॅपी बर्थडे असू शकतो, एखाद्याचा हॅपी एनिव्हर्सरी किंवा हॅपी दिवाली. दिवाळी म्हंटल्यावर बघा, आपण त्याच्यातले ते हो, दिवाळी म्हंटलं, की त्यातले फटाक्यांचे जे सिम्बॉल्स आहेत, ते पाठवू शकतो. जसं, की आपण म्हणू शकतो, की शिवजयंती असेल, तर आपण त्याच्यामध्ये तो भगवा झेंडा तर तो हमखास आपण पाठवतोच कोणाला. नक्कीच, जसं, की जय श्रीराम हां, जे आपले जे
हो. हां. बड्डे. हां. हां, मग त्याच्यापुढे स्माइलीज वगैरे. हां. हो. पाठवू शकतो. हां, म्हणजे आता काही-काही, ब म्हणजे, बरेच तुम्हाला असं वाटतंय का त्याच्यात आता खूपच क्रिएटिव्हिटी आलीये? आणि वेगवेगळं त्यांनी कव्हर करायचा प्रयत्न केलाय?
हो ना, हो, हो. नक्कीच. क्रिएटिविटी खूप छान आहे आणि त्यातलं मी तुम्हाला मला सांगायला आवडेल, त्याच्यातला जो अवाकाडो जो अ, म्हणजे आहे बघा ना, फळाचा इमोजी, तो माझा सर्वात फेव्हरेट आहे. मला ते खूप छान वाटतं बघायला. एकदम मस्त. हो.
हां. हो का? हां, हां, हां, काहीतरी समथिंग डिफरंट आणि छान वाटतं म्हणजे अ‍ॅट अ‍ॅट्रॅक्टिव्ह कलर्समध्ये, हां, कलर्समध्ये, म्हणा, काय-काय छान केलेलं असतं. तर मग पुढच्या 5-50 वर्षात इमोजी किंवा स्टिकरने भाषा कशी बदलू शकते, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे भाषेचा ढिगारा कमी होईल का? अ, नवा समृद्धीचा मार्ग उघडेल? असं वाटतं.
हो, हो. छान वाटतं ते बघायला. हां, अ‍ॅट्रॅक्ट पण करतं. हो, हो. हो.